हां. पण असं तर नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला म्हणाला, की क्रिएटिव्हिटी जी विचार करण्याची क्षमता. म्हणजे म्हणतात ना, विचारांमध्ये किती ताकद असते एखादी गोष्टीची आणि मग ते कळायला लागलं आणि म्हणतात ना, एक अ, जादू आहे मॅजिक असं असू शकतं का? पण ते रिअल लाईफमध्ये असं नसतं. म्हणजे कधी-कधी असं समजलं, की जे आपण बघतो ते सगळंच खरं नसतं. मग त्याच्या पलीकडे देखील, टीव्हीमधली दुनिया आहे. टीव्हीमध्ये काहीही आजकाल म्हणतात तेव्हा शक्य व्हा तेव्हा शक्य व्हायचं आणि म्हणतात ना, की ते स असं सगळं असतं, की शूटिंग आहे, ती सगळ्या गोष्टींची आणि मग ते एकंदरीत त्याला म्हणतात ना, की ते अ, खोटं पण असू शकतं. म्हणजे सगळं जे दिसतंय ते सगळं खरं नाही. ह्या देखील गोष्टींनी म्हणतात ना, की विचार करायला लावलं. आणि म्हणतात ना, की तेव्हा अशी क्रिएटिव्हिटी किंवा अशा देखील गोष्टी अ, व्हायच्या एकंदरीत आणि मग त्याच्यामध्ये म्हणतात ना, आपला विचार करायला लावायचे, की असं होऊ शकतं का? असं पण होतं का? मग आपण ते विचार करायचो त्याप्रमाणे मला असं वाटतंय.
हं, हं. हो, हो, हो. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर बोललात. हो, हो. हे पटलं एक्चुअली आणि समजा जर आजच्या मुलांना, जी नवी पिढी आहे जी मोबाईलच्या इतकी आहारी गेली आहे. तर त्यांना हे जे आपले क्रिएटिव्हिटीवाले आहेत, जसं तुम्ही बोललात शक्तिमान, डोरा, पोपाय द सेलर मैन, रिची रिच किंवा जो तुमचा फेवराइट शाका लाका बूम बूम. तर या गोष्टी दाखवल्या तर अ, त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील हो?
एकंदरीत. हं. हं. हं, हं. हं. मला तर वाटतंय बघा हां, हां, टॉम एंड जेरी पण राहिलंय, टॉम एंड जेरी पण खूप आवडायचं. <chuckles> अजून पण बघते मी, अजून पण बघते. हा ना, टॉम एंड जेरी तर बाबा, अधुरंच आहे बरोबर. तर हे सगळं इतकं बघा ना, किती ते क्यूट त्यांच्या रिएक्शन आणि इतके एकमेकांशी अ, भांडायचे आणि परत नंतर जवळ यायचे आणि म्हणजे त्याचं काही ना काही चालूच असायचं एकमेकांच्या सोबत असं आणि हे त्यांना मला असं वाटत, की ते लोकं हे बघू शकतात, टॉम एंड जेरी तर बघू शकतात जर समजा मला आता वाटतं, हे म्हणजे हे जे शो आहे, तुम्ही म्हणालात, की त्यांना जर दाखवायला दिलं तर ते देखील ते बघू शकतात, असं काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना ते व्हीएफएक्स जरा थोडासा ओल्ड वाटेल असं मला वाटतं. कारण कसं ते आता बघतात ते असं फुल असं क्रिएटिव्ह आणि म्हणतात आता क्लॅरिटी पण मॅटर करतं. मग कदाचित त्यांना थोडंसं त्रासदायक वाटेल, की "अरे अ, हे काय आहे?" असं थोडसं त्यांना वाटू शकतं. पण मला असं वाटतं, की ते अ, मला म्हणतात, की ते खरं होतं, ॲट लीस्ट त्यामध्ये खरी माणसं होती आणि जे काही करतात ते म्हणतात त्याला एक लॉजिकल असू शकतं आणि फक्त ते एक, त्याच्यामध्ये बाकी पेन्सिल सोडून त्या पेन्सिलमुळे काय-काय झालं काय-काय आणि तो मदतही करायचा त्याच्यामध्ये बघा ना, लोकांची. तर त्यात होतं, की आपण देखील लोकांची मदत केली पाहिजे किंवा तो देखील त्याच्या मित्रांची, घरातल्यांची किंवा अ, काही जर वाईट होत असेल तर तसं तो अ, त्याप्रमाणे तो गोष्टी त्या करायच्या, एकंदरीत. मग त्या गोष्टी चांगल्या आहेत मला असं
अच्छा, हां, ते तर एकदम म्हणजे त्याच्याशिवाय बालपण आपलं अधुरंच आहे. हं. हं, हं. हं, हं. ओल्ड वाटेल, बरोबर, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हो, हो, हो, हो. हो, हो, हो.

हां, हा, शो आहे ना, मी माझ्या भावासोबत बघायचे. आम्ही दोघं पण अ, बघायचो. तो माझ्यापेक्षा लहान आहे, तर आम्ही दोघं पण त्याला पण खूप मजा वाटायची अ, की असं असं होईल का छानपैकी. तो एक शो बघायचो. परत ते जे सोनपरी होतं, ते पण बघायचो आम्ही आणि अ, जसं की शक्तिमान पण लहान असताना बघ लागायचं ते देखील बघायचो. ज्युनियर जी पण मला आठवते ते लागायचं ते आणि असे भरपूर जसे, की कार्टून नेटवर्क्स पण वर पण भ म्हणजे भरपूर सारे कार्टून्स लागायचे. अ, ते पण आहे. च की एक पॉवर रेंजर एसपीडी होतं. परत ते नॉ नॉडीची सीरियल होती, बॉब द बिल्डर होतं. अजून अ, ब अजून भरपूर रिची रिच पण बघायचे. असे-असे भरपूर रिची रिच होतं नाही का आणि परत अ, स पोपाय द सेलरमॅन होतं. पुन्हा ते पॉवरपफ गर्ल्स होतं. अजून भरपूर एक अ, छान-छान होते. ते सगळेच एकंदरीत मी चालू करून ते बघायची आणि मला खूप मजा यायची ते बघायला आणि मस्त आपलं असं बालपण होतं, की त्यात ते त्या डोरा पण बघायची मी. डोरा द एक्सप्लोरर. तो हां, असे भरपूर सारे जे निकलोडियनवर किंवा आपल्या कार्टून नेटवर्कवर लागायचे ते सगळे एक मॅड अँगल म्हणून पण एक शो होता बघा ना, की त्याच्यामुळे तो क्रिएटिव्हिटी दाखवायचे.
अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. जसे की? हं, हं, हं. हं, हं, हं. हो. रिची रिच. हो, हो. हं, हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं, हं, हं. हो. मॅड अँगल. हो, हो, हो, हो, हो.
आणि त्याच्यात पण खूप मजा यायची. म्हणजे ते सगळं बनवून दाखवायचे. त्यांच्याकडे साहित्य भरपूर असायचं. आणि आपल्याकडे काय तेवढं अवेलेबल नसायचं. आणि तेव्हा काय आपण रेकॉर्ड करून किंवा YouTubeवर तो एपिसोड असा नसायचा. मग त्याच्यात तो बनवून दाखवायचा आणि मग तो अ, म्हणजे एकंदरीत बघायला लागायचं आणि मग नंतर ते काय आपलं विसरून जायचो आपण. कारण का आपल्याकडे इतकं तर साहित्य नसायचं. त्याच्याकडे खूप म्हणतात ना, हाय एडवान्स सगळे गोष्टी असायच्या तिथे. आणि मग तो ते बनवून दाखवायचा एकदम छान पैकी.
हो. बरोबर. हं, हं, हं, हं. हो, हो, हो, हो.

मी तर सांगेन, मला बालपणी अ, शका लका बुम बुम जी तुम्हाला आठवते का? एक संजूची सीरियल ल होती, शका लका बुम बुम.
हो, बिलकुल ते पेन्सिलच्या मागे असायचं बघा तो. हो, हो, हो.
पेन्सिलची बरोबर आणि आजही त्यांचं थीम सॉन्ग आहे ते डोक्यात वाजतं, शका लका बूम बूम, <chuckles> असं वाला आणि त्याच्यात जी जादुई पेन
हो, हो, हो. शनिवारी वगैरे लागायचं वाटतं आहे ना, ते शनिवारी सगळे बसायचे.
हां, पहिलं शनिवारी लागायचं आणि पहिलं ते डीडीवर पण लागायचं आणि नंतर मग ते स्टारवर गेलं, स्टार प्लसवर बघायचो आणि 5:30 ला. पहिलं तर श रविवारीच लागायचं किंवा शनिवारी आणि मग नंतर ते असं रोज-रोज लागायला लागलं आणि इतकी मजा यायची ते बघताना आणि असं वाटायचं, अरे काश! आपल्याकडे पण अशी पेन्सिल असती?
हं, हं. हं, हं, हं. हो, तुम्हाला का आवडायचा तो शो इतका? म्हणजे त्याची काही खास कारण आहे का अशी?
हां, मला तर असं वाटतं, की म्हणजे बघा ना, आपलं ते वय इतकं लहान असतं. म्हणतात ना, आपलं निरागस असतो आणि आपल्याला तेव्हा कळत नसतं, की याच्यात अशी एक पेन्सिल असेल आणि त्याच्यामध्ये बघा ना, ते सगळे त्यांच्या बिल्डिंगमध्ये कशी मजा करतात अ, आणि
हो, हो.
आणि एकंदरीत अ, म्हणजे त्यांचे ग्रुप असतो, मित्रमैत्रिणी असं सगळ्यांचा आणि ती शाळेत पण एकत्र जातात आणि त्यांची जी मजा आणि मला असं वाटायचं, की ती पेन्सिलने तो कसा ड्रॉ करायचा आणि मग ते खरं व्हायचं. त्याला ज्या हव्या असणाऱ्या वस्तू, त्याला एकंदरीत भेटायच्या आणि एकंदरीत इतकं मस्त वाटायचं आणि घरी लवकर संध्याकाळी शाळा सुटली, की पटा पहिलं घरी जाऊन डायरेक्ट बॅग एकीकडे टाकून द्यायची आणि लगेच टीव्ही लावायची आणि ते बघायचं आणि असं मला तर वाटायचं, की एकदा मी तर आणि नंतर बघा, आता पेन्सिल्स पण आलेल्या मार्केटमध्ये आणि तेव्हा मी पण घेतले हो, हो आणि तेव्हा मी पण अशी पेन्सिल घेतलेली आणि एक डायरी पण घेतली आणि मी ते ड्रॉ पण करून बघितलं, पण माझं काही चित्र ते जिवंत होत नव्हतं आणि अर्थात असं काही झालं नाही आणि मला ते क्षणाशी मजा अजूनही आठवते आणि मी ते क काढलेलं आणि नक्कीच ते काही खरं झालं नाही. <chuckles> त्यामुळे मला नंतर समजलं, की अ, अरे मी सांगितलं माझं खरंच नाही होत आहे. मला वाटलं, की आज नाही झालं तर उद्या सकाळपर्यंत होऊन जाईल. <chuckles> पण ते नाही झालं. नंतर मग मला हळू-हळू समजायला लागलं, की असं काही नसतं. ती फक्त स ती जी पेन्सिल आहे, ती फक्त त्याच्याकडेच आहे. ती आपल्याकडे नाहीये असं.
हो. हो, हो, हो. नक्कीच. हो, मार्केटमध्ये एक्चुअली त्या हं, हं, हं, हं. अच्छा. <chuckles> हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां. हो, हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच आणि मी पण तुम्हाला गंमत सांगतो. मी ही ती पेन्सिल आणली होती आणि मी ही असा प्रयोग करून पाहिला होता, हां.
अच्छा. अरे वाह! मग तुमचं झालं का खरं? <chuckles>
हो, हो.